आपण एवढे मोठे झालो आणि पाठी फिरून आपण बघताना असं किती वेळा वाटतं, अरे, लहानपण देगा देवा. किती मस्त असतं लहानपण. अ, तुमच्या अशा बालपणीच्या आठवणी आहेत का मस्त मस्त?
हं. हं. हं, हं. खूप आठवणी आहे म्हणजे प्रचंड अशा आठवणी आहेत माझ्या बालपणाच्या. आणि अ, म्हणजे कुठून चालू करू आणि कुठे संपवू असं असेल. म्हणजे प्रत्येक अ, घरातली आठवण वेगळी आहे. मित्रांसोबत, शाळेतली आठवण वेगळी आहे आणि पिकनिक वगैरेला जाताना. अशा बऱ्याचशा आठवणी आहे आणि हं.
अरे, वॉव! मस्त, मस्त. खजाना आहे तुमच्याकडे आठवणीचा. सांगा ना, एखादी मस्त-मस्त एखादी आठवण?
भरपूर, भरपूर. अ, म्हणजे मी तुम्हाला जर सर्वात आधी आहे ना माझ्या घरातली आठवण सांगेन. माझं जे बालपण जिथे होतं अ, तर अ, जिथे आम्ही राहायचो ना, तर अ, आम्ही कसं तेव्हा चाळीमध्ये राहायचो आणि आमचं जे घर होतं ना, ते कसं की घराच्या समोर घर असायचं, बरोबर ना. तर अ, तसं चाळीमध्ये घर वगैरे असायचं. तर मग तिथे कसं होतं ना, की अ, तो एक छोटासा पॅसेज होता ना, तिथे आमचं नेहमी क्रिकेट खेळणं असायचं. एक टाईम असायचा, सगळे मित्र भेटायचे आणि त्या क्रिकेट खेळता-खेळता जेव्हा तो बॉल शेजारच्या काकूंच्या घरी जायचा. मग त्यांच्या शिव्या खायचं, कोणाचा काच तुटायचा त्यांच्या शिव्या खायचं. म्हणजे ओरडा खायचा. आणि ते जे आहे ना, म्हणजे अ, आज त्या काकू वगैरे आता त्यांचे मुलं आम्ही सगळे मोठे झालो आहेत. तर मग ते, ते बोलतात कधी-कधी आताही भेटतो ना. ए, पैसे दे तुझे खूप पैसे बाकी आहेत. खूप काही तोडलं आहे तू आमच्या इथलं. तर मग ते इतकं सुंदर वाटतं ना, की म्हणजे आता ती जागा जेव्हा मी बघतो ना, ती इतकी छोटीशी वाटते ना. तर असं वाटतं, की कसं खेळायचो ना आम्ही इथे आणि कसं प्लॅन करायचो. आणि तिथे लहान असताना ना की आमच्याकडे बरेच खेळ होते खेळायला, जे की आत्ताच्या मुलांना आय गेस नाही आहे. टायमिंग होता. म्हणजे अ, रात्र झाली तर आम्ही लपाछुपी, पकडापकडी असे अ, गेम वगैरे खेळायचो आणि अ, दिवसभर क्रिकेट वगैरे खेळायचो. सीझन असायचे आमच्या इथे. पतंगचे सीझन यायचा. भवरा, गोटी आणि असे बरेच काही अ, सीझन्स वगैरे होते. आत्ताच काय म्हणजे, म्हणजे मी आत्ताही असं बघतो ना, की एखादा मुलगा जर असा गोटी, भवरा खेळताना दिसला ना, तर मी थांबेल आणि मी ही खेळेल. पण आता कोणीच नाही करत आहे. तर त्या अशा छान मेमरीज होत्या आमच्या.
हो, हो. निन हो, हो. <laughs> ओरडा खायचा. करताय काय तुम्ही? <chuckles> अ, हां. <laughs> अरे वाह! हं, मस्त. अरे वाह! अरे वाह! हं. हां.